हं, हं, हं. अ, नाही मा माझं असं आहे की माझं क्षेत्रच आहे ना, अ, हे आहे. मी अभिनेता म्हणून सुरुवात केली होती आणि मी आता अ, डायरेक्टर, एडिटर, अ, कॅमेरामन असं मी माझं वर्क आहे. त्यामुळे मग मी जे पण बघतो हे माझ्या कामाचंच असतं. मी असंच बघतो. म्हणजे माझा वेळ वाया नाही जात खरंतर. कुठलाही चित्रपट किंवा सीरीज बघताना अ, मी एकतर हे शिकतो, त्यातनं काय केलं पाहिजे? किंवा हे तरी शिकतो, काय करायला नको? म्हणून मला नाही कधी तर असं वाटतं की माझा वेळ वाया गेला. तर मला तो वेळ कारणीच लागतो, असं मला वाटतं त्यातून.
अच्छा. अच्छा. बरोबर आहे. अरे वाह! हां. अरे वाह! मस्त आहे म्हणजे तुम्हाला एकतर मी म्हणेल अपर हँड आहे या फील्डमध्ये नाही का <chuckles> म्हणजे तुमचं अ, एक आयडिया पण येत असेल. बघा तुम्हाला अ‍ॅज अ डायरेक्टर अच्छा, असं पण होऊ शकतं, असं पण क्लिक होत असतील मूव्हमेंट्स नाही का? हं.
हं. हो, हो, हो. आयडिया येते. हो. करेक्ट आहे. हां, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे असा शॉट घेतला पाहिजे, अशी लाईट असली पाहिजे, असं कॅमेरावर वर्क असलं पाहिजे, अशी फ्रेमिंग असली पाहिजे, असं यानी डायलॉग घेतलं असतं तर फार मजा आली असती, "अरे, असं नको करायला पाहिजे होतं यानी." असे सगळे ते अ, सायमल्टेनियसली ते सगळं चाललेलं असतं. अ, बॅक ऑफ द माइंडला हे असं, हे असं असं ते.
हां. अगदी बरोबर. हो ना. हो ना आणि कारण की तुम्हाला अ, त्याच ज्ञानपण आहे बॅकग्राऊंडमध्ये कसं कॅमेरा वर्क करतायेत, तर एक आयडिया पण तुम्हाला नवीन-नवीन भेटतात तिथनं, नाही का? हं.
हां. हो, हो, हो. आयडिया पण येती किंवा नवीन गोष्टी शिकायलाही मिळतात. आताच्या ज्या सीरीज असतात. त्याच्यामध्ये तर खूपच लाइटिंग वगैरे किंवा अ, कॅमेरा मूव्हमेंट वगैरे फार शिकण्यासारखं असतं. अ, फार क्रिएटिव्ह ते काम करतं. तर मग हं.
अच्छा. अरे असं म्हणता येईल. तुमचं बोलणं ऐकून तर मला असं वाटतं की असली लाईफ तर तू जी रहा हे भाई म्हणत <chuckles> म्हणतात ना?
<laughs> हं. मी एन्जॉय करतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही बरं का.
म्हणजे बघा ना हो ना. बघा ना म्हणजे तुम्ही पाहत आहे एखादी गोष्ट आणि अ, Netflix वगैरे पाहतो आपण एवढे आवर्जून. त्यामध्ये तुम्हाला आयडिया पण येतं, काम पण होत असेल तुमचं, समजत पण असेल, म्हणतात ना मग स्किल अपग्रेड पण होत आहेत तुमच्या साथल्या-साथ असं आहे ना? हं, मस्त आहे.
हं, हं. हं, हं. हं. बरोबर. काम पण होतं. अगदी बरोबर. हो, हो, हो. बरोबर, अगदी बरोबर म्हणजे योग्य शब्द आहे, हा की स्किल अपग्रेड होत राहतात ते बघितल्यानंतर.
हो. बरोबर. तर अ, तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट असं वाचताना किंवा अ, पाहताना विशेषतः अ, फ्लोमध्ये बघता तो की असं थोडा ब्रेक घेता बरं मधे-मधे किंवा म्हणतात ना जोपर्यंत माझे डोळे जड होऊन झोपणार नाही मी तोपर्यंत चालूच असतं, असं असतं तुमचं?
हां.